आणि अगदीच. अ, असं एकदास अ, इन्सिडेंट झालेला, की माझ्या आणि माझ्या नवऱ्याचं भांडण झालेलं होतं आणि मतभेद इतके तडीला गेलेले होते आणि आपण बोलतो ना की अ, मग तो समोरच आपण. कधी-कधी काय होतं ते भांडण असं अ, म्हणजे अ, मतभेद असं असतं की यार सारखं-सारखं, तेच-तेच बोलतो आहे. सांगितलं नाही मी माझं मत. तरी सारखं-सारखं, तेच-तेच सांगतोय. माणसाला कंटाळा येतो मग. <chuckles> मग माझं ते शांतपण होते ना आतून हं.
हां. हां, तेच, तेच सांगतो. <chuckles> हो ना. आणि हां. नवरा-बायकोचं नातं पण असं असतं ना, तुझं माझं जमेना, तुझ्याविना करमेना. म्हणजे <chuckles>
अ, अगदी अ, अगदी असंच म्हणू शकतो. पण ते कसं असतं त्या मत अ, त्या मतभेदांच्या टाईमला आहे ना, इतका इगो असतो ना दोघांमध्येही.
हां. हां, इगो. येस इगो एक मोठं कारण आहे हं.
इगो असतो आणि मग तो खाली उतरत नाही कोणाचा. प्रत्येकाचा तो हरभऱ्याच्या झाडावर चढलेला असतो. हं, तर मग असं असतं की ह्या टाईमला शेवटी काय असतं ज्याला वाटतं, की नातं टिकावं किंवा काही गोष्टींसाठी अ, नको हे सारखं-सारखं. तो थोडं शांत होतो अन् त्याला भरपूर प्रॅक्टिस करावी लागते, की हं, आता ना हा जर आला, काही बोलला तर शांत बसून घ्यायचं. काहीच बोलायचं नाही. कसं अ, आता एक आहे ना अ, <tsk> मागं-मागे एक मी ऑनलाईन बघितलं होतं. असं जप करायचा, काहीपण आपल्याला जे आठवल ती जप करत बसायचं. बाबा बोल किती बोलायचं तुला, काय सांगायचं सांग. राग आला तरी बघायचं नाही. मग जेणेकरून ते अव्हॉइड होतं ना थोडंसं. मग ते थोडंसं अ, हे होतं की मन शांत होतं किंवा 2 दिवसतरी आपण काही भांडण केलं नाही किंवा मतभेद झालेत नाही. मग आपण तो शांत होऊन जातो ना. मग त्याच्यानंतर बरोबर आपल्याला विचार करायला जागा भेटते.
<chuckles> बरोबर आहे. अच्छा. हां. अच्छा! हं, हं. ओके. हां. बरोबर आहे. हं, हे बघा आता अ, मतभेद होतात अ, तुम्ही सांगितलं मस्तपैकी शांत कसं व्हायचं नाही का. मतभेद झाला आणि मतभेद झाल्यानंतर कधी-कधी काय होतं आपल्याला अ, अनुभव किंवा काय म्हणतात रिअलायझेशन होतं अ, की अरे! अरे आपली चूक होती नाही का? त्याचं तर बरोबरच होतं. तर अशा वेळेस काय करता बरं तुम्ही? तुम्हाला एम्बॅरसिंग फील होतं किंवा अप्रोच करता त्या व्यक्तीला. काय म्हणता माफी वगैरे मागता तुम्ही?
हो. हो, अगदीच. हो, हो अ, मला आहे ना म्हणजे एक असं डायरी लिहायची पण सवय आहे. म्हणजे अ, समजा आता मतभेद झाले किंवा काही झालं तर थोडी चांगली गोष्ट असते किंवा वाईट. अ, जनरली मग लिहितो की आपण म्हणतो ना की बोलता-बोलता रागाच्या भरात आपण भरपूर गोष्टी बोलतो किंवा मग अ, समोरच्याचा पॉइंट बरोबर असतो. पण तो आपल्या इगोमुळे आपल्याला अग्रीच नसतो त्या टाईमला. पण नंतर ना अ, म्हणजे असं शांत डोक्याने लिहीत असतो ना, तेव्हा ते रिअलाइज होतं, की नाही खरंच आपली चुकी आहे इथे. तर मग अ हां, आहे. मग ते स्वीकारायला पण मोठं धाडस लागतं कारण की स्वतःची चुकीचं हं. <chuckles> अ, अ, मग अ, हं मी कसं असतं की मे हां
अच्छा. जर्नलिंग तुम्ही करता हं. हो ना. हो. <chuckles> आहे. खूपच. नाहीतर इगो आहे ना आपला बसलेला, हरभऱ्याच्या झाडावर. <chuckles> त्याला खाली उतरवता कसं तुम्ही मग?